आपल्यापैकी बऱ्याच जणांना भीती माहिती आहे. कधी आपण चुकीचं बोलू अशी भीती, तर कधी समोरच्याने आपल्याला नाकारेल अशी काही चिंता आणि किंवा कधीतरी आपल्याकडून काहीतरी गोंधळ होईल, की काय अशी घालमेल देखील आपल्याला असते. तर तुम्हाला कशा प्रकारची भीती वाटते किंवा मनामध्ये आपल्या असताना, की अ, प्रत्येक गोष्टीची एक भीती असते. तर ती भीती ओलांडून तुम्ही असा एक नवीन परिचय कशाप्रकारे उभा करता. तर काय सांगाल याच्याबद्दल?
हं, हं. अगोदर तर मी तुम्हाला शाळेचेच उदाहरण देते माझ्या. जेव्हा मी, शाळेमध्ये गेली, म्हणजे तरी 8वी ते 10वी तिथं अ, प्राथमिक शाळेमध्ये होते मी, अ हो त्या शाळेमध्ये गेली आणि सगळं नवीन होतं, कारण गावाकडची मुलगी होती मी तेव्हा. आणि अचानक पप्पांनी मला एका वेगळ्या ठिकाणी पाठवलं हॉस्टेलमध्ये आणि तिथं तू जा आणि तिथे शिक. जेव्हा ती हॉस्टेलचं नाव काढताच माझ्या मनामध्ये अशी भीती आल भीती आली, का, मी कसं, कसं करू शकते आणि पहिल्यांदाच घराबाहेर असं पाय पाडणार होती मी. आणि त्या लहान वयामध्ये, जेव्हा मी त्या तिथं गेले आणि तिथं, जाऊन बघितलं, अरे, मी कसं काय करू? म्हणजे ती सगळ्यात मोठी मनातली भीती माझी ती येऊन गेली.
हं. अच्छा. बरं. बरं. हं. बरं. हं. हं, हं. बरं. बरं.
<chuckles>
मग तुम्हाला असं गोंधळल्यासारखं झालं का? म्हणजे नेमकी का आणि कशासाठी भीती वाटत होती तुम्हाला तेव्हा?
नक्कीच. मला म्हणजे असं कधी आपण घराबाहेर पडलेलं नाही आहे. आपल्या आई-वडिलांना भावा भ बहिणींना असं सोडून अन् अचानक मी अशा वेगळ्या ठिकाणी जातोय, तर तशी भीती येणारच आहे कोणीही जा. आता मुलीचं लग्न होतं आणि ती आपलं स्वतःचं माहेरचं घर सोडून सासरी ती पण एक खूप मोठी भीती राहते मुलीची हो, नक्कीच. खूप मोठी भीती राहते ती मनात, का आपण कसं हँडल करू, त्यांना कसं आपल्या नवऱ्याला, त्यांच्या घरच्यांना कसं काय आपण आपल्याच बनू, ती पण खूप मोठी भी भीती राहते. सगळ्यात मोठी भीती होती माझ्या मनामध्ये. तर अ, जेव्हा तुम्हाला मी माझा अनुभव सांगते अ, तिथं आठवीला तर मी बाहेर पडले. मग थोडं मग हॉस्टेलची लाईफ, मग तिथलं खाणं, पिणं आणि शाळा ते पण होतं, नवीन-नवीन होती आणि इतकं वय पण नव्हतं तेव्हा. तर ते केलं मी हँडल आणि त्याच्यानंतर मग अजून एक दुसरा अनुभव आला मी जेव्हा माझ्या सगळ्यात मोठ्या ह्याच्यामध्ये गेली डी-एडला होती मी, पप्पानी मला घरी आणलं माझी 12 वी झाली सायन्समधून आणि त्याच्यानंतर मी घरी आली आणि पप्पा बोलले चल आता तुझं 12 वी झाले ना आता काहीतरी कर. म्हटला आता मी घरातून बा बाहेरून मी घरात आली आहे, आता मला पुन्हा नाही जायचंय कुठे. हो, हो भीती होती माझ्या मनामध्ये आणि मुलीला म्हटलं का खूपच भीती येते. त त्याच्यामुळे म्हटलं, "मला आता नाही जायचं बाहेर." तर पप्पा बोलले, "नाही तुला जा जाणं गरजेचं आहे. तू तुझ्या पायावर उभी राहशील तेच तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये तुला चांगलं ठेवल, जर तू तुझ्या पायावर उभीच रा राहणार नाही त कसं काय करणार? ही तुझ्या मनातली भीती आहे ती तुला सोडावीच लागेल." तर पप्पांनी मला
हं, हं. बरोबर. हं. बरोबर. हो. भीतीच असते, नक्कीच. बरोबर. बरोबर. नक्कीच. हं हं, हं. हं. बरोबर. हं, हं. बरं. बरं. हं, हं. हा. हं. बरं <chuckles> हा तुम्हाला भीती होती मनात हो. हां, हां. हो ना. बरं. हो. बरोबर. नक्कीच, मग तुम्ही तेव्हा काय केलत? हा.
हां तेच, तर पप्पांनी मला असं पाठवलं, म्हंटलं, "चल म्हणे आता तुझं एडमिशन वगैरे करून देतो." म्हटलं, "चला ठीक आहे करा." थोडीफार मला डेरींग आली होती नाही का? <chuckles> तर गेली म्हटलं, "ठीक आहे तुम्ही करा" आणि मी जेव्हा पहिली डीएडला होती आणि तेव्हा माझा पहिला दिवस होता, तेव्हा इतकं मोठं कॉलेज बघून आणि इतक्या मुलांची आणि मुलींची संख्या बघून मनामध्ये अशी भीती आली का मी इथं का आली?
हं, हं. हं, हं, हं. बरं. हं. <chuckles> बरं.
असं वाटायचं का मी इथं आलीच का? मला इथे यायलाच नको पाहिजे होतं. पप्पांनी मला इथं का पाठवलास अशी ती भीती आली. मग, त्याच्यानंतर मग हळू-हळू, हळू-हळू जसे दिवस गेले, तशी-तशी मग तिथली संरचना म्हणा किंवा तिथलं अनुभव म्हणा अ, त्यांच्यामध्ये मी मिसळी गेली. थोडी, थोडी, थोडी का होईना, पण ती भीती माझी कमी झाली आणि मी पुढे, पुढे, पुढे, पुढे जे नकारलं होतं का, मला इथे यायलाच नको पाहिजे, मी का आली? ती भीती जी होती ना माझ्या मनातली ती हळू-हळू, हळू-हळू थोडी कमी झाली.
बरं. अच्छा. हं, हं. बरं. बरं. हं. हं. बरं. मग तुम्ही या भीतीशी सामना कसा केलात? म्हणजे काय-काय तुम्ही तेव्हा लक्षात घेतलत, की अ, म्हणजे आणि काय स्वतःला दिलासा दिलात आणि मग ती भीती कमी केलीत, तेव्हा?
हं. जेव्हा जेव्हा मी तिथं गेले ना, तर तेव्हा सगळ्यात पहिले माझे शिक्षक आणि शिक्षिका आमचे जे पण टीचर वगैरे होते त्यांच्याशी माझा सारखा संपर्क झाला. इव्हन माझी प्रिन्सिपल वगैरे तेही माझ्या पप्पांसारखेच होते आणि ते बोलले, "बेटा तू भिऊ नको. तू तुझ्या मनातली पूर्ण भीती काढून टाक. आम्ही आहे. तुझ्या तुला काही त्रास झाला, कोणी काही तुला सांगितलं तर आम्हाला सांग." पण तरी ते राहतं ना मनामध्ये ती भीती राहतेच. इतकं सगळ्यांनी मला समजावून तरी ती माझ्या मनामध्ये अशी भीती होतीच, तर अ, म्हटलं चला ठीक आहे, जेव्हा-जेव्हा मी कॉलेज अटेंड वगैरे केलं तेव्हा तिथले अध्यापन अध्यापक वगैरे डी-एडला कसं असतं शिकवावं लागतं. शाळेत जाऊन टीचिंग वगैरे असं करावी लागते. मग अ, जेव्हा ते टीच हो, टीचिंग वगैरे केलं. तेव्हा पहिलाच अ, पाठामध्ये मला बॅड रिव्यूज आले. म्हटलं कारण भीती होती. मी हे नाहीच करू शक हो, आणि
हं. बरोब हं. बरोबर. बरोबर. हं, हं. बरोबर. हां, हां. हम्म. बरोबर. अरे वाह! हं. हम्म. बरं. भीती होती. बरोबर, स्टेज डेयरिंग वगैरे किंवा बोलायला लागतं अशा गोष्टी काही.
हां, हां, ती इथली गोष्ट होती आणि हे कधी मी केलंच नव्हतं. स्टेज डेअरिंग म्हणजे माझ्यामध्ये नव्हतीच ती. तर अ, पहिला जो पाठ होता. तो बॅड रिव्ह्यू झाला आणि मग माझ्या टीचर लोकांनी मला सगळ्यांनी असं बोलवलं," तू ये रूममध्ये आपल्या ऑफिसमध्ये ये आणि तुझ्याशी आपण बोलू." कारण काय माहिती त्यांना माझ्यावर भरोसा होता, विश्वास होता का तू हे करशील. पण तू भीती आहे ना, तुझ्या मनातली जी भीती आहे ना ती काढून टाक, असं त्यांना सांगायचं असेल कदाचित. त्याच्यामुळे मला त्यांनी बोलवलं. तर अ, मी ऑफिसमध्ये गेले आणि तिथं बसले. मग सगळ्यांनी मला व्यवस्थित बसवलं. "आणि तू आता बस." म्हणे, "आणि पाणी वगैरे पी." म्हटलं, "ठीक आहे." मी पाणी वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर अ, प्रिन्सिपल होते आमचे तायडे सर त्यांनीच मला सांगितलं, "बेटा काय झालं? तू पहिल्या पाठामध्ये तुला चल बॅड रिव्युज आले. ठीक आहे, कोई बात नही." काढून टाकलं त्यांनी नाही का, "पण अ, तुला असं वाटतं का? तू करू नाही शकणार. तुझ्या मनामध्ये काही आहे का? ती कोणती भीती आहे? तुला असं वाटतं का तू घरातून अशी एकटी निघाली म्हणून इथं तुझं कोणी नाही आहे, का तुला बघणारं कोणी नाही आहे असं तुला वाटतं का?" म्हटलं, "नाही सर तशी गोष्ट नाहीये. पण असं मी कधी केलेलं नाहीये स्टेज डेअरिंग वगैरे, माझ्यामध्ये नाही आहे. तर मी कसं काय करणार आहे?" तर म्हणे, "एक काम कर. तुला असं वाटतंय ना? तुझ्यामध्ये स्टेज डेअरिंग नाहीये. तू हॉस्टेलला जा, एकटीच थांब तिथे आणि एकटीच तुझ्या रूममध्ये तू प्रॅक्टिस कर."
हं. बरं. हां. हं. बरं. अच्छा. हां, बरोबर. हं. हं. हां, हां. हं, हं. हं. हं. बरोबर, हां. हम्म, हम्म. अच्छा. हं, हं. बरोबर. हो. हं. बरं. हां.
प्रॅक्टिस, प्रॅक्टिस कर असं तुला वाटतंय ना? तुला तुझ्या मनामध्ये भीती तू नाही करू शकणार. तर कर ती प्रॅक्टिस 1 दिवस कर, 2 दिवस कर, तिसऱ्या दिवशी नक्की तुला येणारच आहे. म्हण
हो, हो. अरे वाह! खूप छान. हं. मग तुम्ही केलत का तशी प्रॅक्टिस? आणि मग काय त्याचा फायदा झाला?
हो. तर म्हण हो, हो. हो, हो. तर मी म्हटलं ठीक आहे. आता इतका जर त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. तर अ, म्हटलं चला आपण एकदा ट्राय करूया ती गोष्ट. मग सगळ्या माझ्या आम्ही हॉस्टेलला राहायचो, आमच्या ए अ, रूममेट होत्या. आम्ही 4-5 जणी सोबतच राहायचो. तर मला लाज पण वाटायची. त्या म्हणजे असं ते व्यवस्थित करायचं आणि मला जमायचंच नाही मी कसं काय करणार आहे. नाही का? मला अशी भीती पण वाटायची आणि लाज पण स्वतःची वाटायची. अरे! त्या सगळ्याजणी करत आहेत आणि नाही करत. ते मी कसं काय करू नाही शकत? ते मला कळत नव्हतं ते. तर मी मनाला असं मनामध्येच ठरवलं आणि माझी ही जी भी भीती आहे ना त्याला ओलांडून मला पुढे जायचंच आहे. आणि स्वतःचा एक नवा परिचय द्यायचा आहे का, मी कशी होती ना, आता मी कशी आहे. तर मी ते प्रॅक्टिस केली, केली, केली आणि अ, 2-3 दिवसांनी माझा दुसरा पाठ आला, अध्यापनाचा. अ, मला पाठवले गेले शाळेमध्ये आता तू जा आणि तिथं पाठ कर. आणि तुम्ही भरोसा नाही ठेवणार, तो पाठ माझा इतका सुंदर झाला. म्हणजे मुलं कार्यानुभवाचा पाठ होता मला आज पण तो दिवस आठवतोय, माझा जो 2रा पाठ होता कार्यानुभवाचा ते मुलांना इतकं आवडलं. ते मुलं माझ्यामध्ये इतके मिसळून गेले, इतके मिसळून गेले का "मॅडम तुम्ही घ्या ना" म्हणे, "अजून घ्या ना, आमचे टीचर व्हा ना, या ना तुम्ही, आमच्या शाळेमध्ये." हो. असं सांगितलं त्यांनी माझ्या मनाला इतकं बरं वाटतं. इव्हन माझ्या डोळ्यांमध्ये अश्रूपण आले. का खरंच मा माझ्या सर लोकांनी जो भरोसा माझ्यावर ठेवला. तर मी ते खरं पाऊल घेतलं आणि मी केलं, ते करून दाखवलं त्यांना. मग हॉस्टेल अ, कॉलेजला गेली, आणि तिथं त्या त्याच्या अगोदरच त्या लोकांनी तिथल्या शिक्षक लोकांनी फोन करून माझ्या सर लोकांना सांगून दिलं होतं का, "तुमच्या त्या अ, मॅडम ज्या होत्या त्यांनी व्यवस्थित पाठ घेतला आहे. खूप छान घेतला मुलं तर खूप क आवडलं त्यांना. तर जेव्हा मी एंट्री केली तेव्हा सगळ्यांनी असं, तो नजारा आज पण माझ्या डोळ्यासमोर आहे. मी एंट्री केली अ, कॉलेजमध्ये आणि सगळे शिक्षक लोक असे समोर उभे होते आणि सगळ्यांनी माझी प्रशंसा केली. <chuckles> खूप छान.
विश्वास. हो. बरोबर. अरे वाह! खूप छान. अरे वाह! हं. हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं. हं, हं. अरे वाह! हो. बरोबर. हं, हं. अरे वाह! अच्छा. हं. अरे वाह! हं, हं. अरे वाह! हं. हं. <chuckles> अरे वाह! खूप छान. अरे वाह! अरे वाह! हं, हं. हं, हं, हं. अरे वाह! हो. हं. अरे वाह! हं, हं, हं. अरे वाह! खूप छान. जे तुम्ही फायनली तुमच्या मनातली भीती आणि त्या भीतीवर तुम्ही विजय मिळवलात. असं नक्कीच आपण बोलू शकतो. म्हणजे तुमच्या आवाजामधून देखील ती मला खुशी जाणवते, की तुमच्यासाठी कसं न कसा तो दिवस असेल.
हो, हो, हो, हो, हो. हो. नक्कीच. हे सगळं माझ्या डोळ्यामध्ये आता परत येते तुमच्याशी बोलताना तेव्हा.
हो, हो, हो. अरे वाह! खूप छान. मग त्याच्यानंतर तुम्हाला अ, काय, काय जाणवलं? की मी उगाचच घाबरत होते का? त्या म्हणजे त्या विशिष्ट गोष्टीला? आणि मग ती भीतीनं तुम्ही गेल्यानंतर तुमचं जे आयुष्य होतं उर्वरित किंवा जे उर्वरित पाठ होते किंवा जे उर्वरित शिक्षण होतं ते कशाप्रकारे झालं? आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला कस कसली भीती वाटली का पुढे?
हो, हो. हं, हं, हं. नाही, नाही, नाही. त्याच्यानंतर मी भीती माझ्या मनातून ती एकदा निघून गेली ना. तेव्हा माझा जो एक नवीन रूप सांगतात ना ते, अ, जेव्हा कळी राहते आणि कळी फुल बनतं तसं ते रूप माझं असं एकदम उभारून आलं बाहेर. आणि जेव्हा मी पाठ अ, एकानंतर एक पाठ व्यवस्थित घ्यायला लागले ना खूप छान! सगळ्यांना पण खूप छान वाटलं. आणि जी अ, माझी खालची बॅच आली होती अ, तर त्या बॅचमध्ये पण अशा काही 2-3 मुली होत्या, खूप घाबरायच्या त्या. मग त्यांना मी समजावलं हे बघा असं काहीच नसतं. आपण जसं सांगतो मनामध्ये, असं धरी नेतो का नाही माझ्याने होणारच नाही आहे. कारण मी पूर्ण माझे हातपाय गाळूनच टाकले होते का मला जायचंच नव्हतं. आणि मला ते करायचंच नव्हतं आणि माझ्याकडून ते होणारच नाही आहे. तरी जर अशा मुलींनी जर केलं, तर दुसरा व्यक्ती का नाही करणार? हेच मी त्यांना समजून सांगितलं. का, नाही ते तुम्ही करू शकता, फक्त तुमच्या मनामध्ये असा भरोसा ठेवा, विश्वास ठेवा, स्वतःवर का नाही मला हे करायचं आहे आणि मी करणारच आहे. तर बघा कसं होतं आणि त्याच्यानंतर जी माझी, पुढची, आयुष्य माझं ते सांगतात ना. झालं पाठ वगैरे दिले. ब बेस्ट टीचर अवॉर्ड पण भेटला मला त्याच्यामुळे. हो अवॉर्ड पण भेटला.
हं. हं, हं, हं. अरे वाह! अरे वाह! हं, हं. हां, हां. अरे वाह! हं, हं. अरे वाह! हं. बरोबर. अच्छा. हं, हं, हं. बरोबर. हं. अरे वाह! हं, हं. हं. अरे वाह! खूप छान, खूप छान. ही खूप मोठी अचिवमेंट आहे तुमच्या आयुष्यातली.
हो. खूपच, खूपच. म्हणजे त्या गोष्टीमध्ये पप्पांनी, मी पप्पांना, माझा धन्यवाद अशी देते का मला त्यांनी पाठवलं. अशा ठिकाणी पाठवलं का, जेणे माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. माझ्या ज्या मनात घरातून बाहेर निघाल्यावर, ज्या मनातल्या भीती राहतात ना, त्या सगळ्या निघून गेल्या. आणि मुलीसाठी खूप कठीण असतो ओ, बाहेर निघणं आणि अशा वातावरणामध्ये जाणं. आणि ते मी ओलांडून एक अशी चांगली मुलगी पण बनली, चांगली शिक्षिका पण बनली, आता खूप चांगल्या व्यवस्थित माझं सगळं चालू आहे. माझं टीचिंग वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि ज्या पण माझ्या खालच्या येतात मुली वगैरे. त्यांना पण मी सांगते, टीचर लोकांना पण सांगते, घाबरायचं काहीच काम नाही आहे. फक्त मनामध्ये विश्वास ठेवा का, तुम्ही हे करून दाखवणार आहे आणि तुम्हाला करणारच आहे. येतात. हं.
अरे वाह! खूप छान. हं, हं, हं. बरोबर. हो, हो. नक्कीच. अरे वाह! खूप छान. अरे वाह! खूप छान. हं, हं. बरोबर. नक्कीच, नक्कीच. खरंच खूप छान तुम्ही सांगितलं आहे. म्हणजे कशाप्रकारे आपण केलं पाहिजे आपल्या भीतीवर मात. आणि जरी अपयश आलं प्रयत्नांमध्ये तरीदेखील आपण नंतर पुन्हा एकदा प्रयत्न करून यश संपादन हे करू शकतो. आणि त्या भीतीतून आपण बाहेर पडू शकतो. तर मग कुणाला असं तुमच्यासारखं छोट्या-छोटी पावलं घ्यायची असतील? म्हणजे त्यांच्या भीतीतून त्यांना, कांगावून जाऊन काहीतरी नवीन चांगल्या गोष्टी करायच्या असतील आणि त्यांना भीती वाटत असेल अशा लोकांना. तर तुम्ही त्यांना काय सोप्या टिप्स द्याल? किंवा सांगाल? की जेणेकरून त्यांच्या मनातली ही भीती आहे, ती कायमची जाईल आणि ते देखील तुमच्यासारखंच यश संपादन करू शकतात. तर त्यांना तुम्ही काय सांग हं.
हो, हो, हो. नक्की. नक्कीच, नक्कीच. हं, हं, हं. हं, हं. काहीच नाही. फ मी तर फक्त इतकंच सांगते, काही अवघड गोष्ट नाहीये. हे असं भीती काढणे ना काहीच अवघड गोष्ट नाहीये. फक्त असं एक मोठा श्वास घ्या. शांत खोलीमध्ये तुम्ही बसा, श्वास घ्या, पाणी प्या आणि एकदम शांततेने बसा आणि स्वतःला विचारला विचारा का खरंच मी हे करू शकणार आहे का नाहीये?
हं. अरे वाह! हं. हं. हं. बरं. मग त्याचं उत्तर मग त्याचं उत्तर हो आलं तर काय आणि नाही आलं तर काय, मग त्याच्याबद्दल काय?
दुसरं काही नाही. फक्त नाही, नाही येणारच नाहीये. तुम्ही स्वतः आरशासमोर उभं राहा आणि विचार स्वतःहूनच स्वतःला प्रश्न विचारा. "का रे बाबा? का गं तू? हे करू शकत नाहीये. दुसरे करतात ते तुला नाही जमत आहे." फक्त तिच्या समोर फक्त हसा. आपलं स्वतःला स्वतःहून हसा आणि खूप कमी आवाजात बोला आणि फक्त स्वतःला मनाला प्रश्न विचारला," का गं तू नाही करू शकत हे? खरंच सांग ग." असं तुम्ही फक्त विचारलं. बघा तुमच्यामध्ये, तुमच्या मनामध्ये अशी पॉझिटिव्ह अशी येतील व्हाइब्स आणि ते सांगतील का नाही मी हे करू शकणार आहे.
अरे वाह! हं. हं. अच्छा! अरे वा! बरं. हं. नक्कीच-नक्कीच प्र अरे वाह! खूप छान. हां, हां, हां.
मी केलंय हे. हे जे मी सांगते ना, ते स्वतः मी केले आणि ते अनुभवलंय.
अरे वाह! मग तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच झालाय का? म्हणजे हे तुम्ही सांगताय त्याच्यावरून.
खूप, खूप, खूप मी आज तुमच्याशी बोलतेय ना, हे पण त्याच्यानीच बोलतेय मी हो त्याच्यानी जे पण आहे हो, हो, हो, हो, हो. हो.
हं. त्याच्यामुळेच झाले. अरे वाह खूप छान! म्हणजे तुमच्याकडे एकदम अनुभव आहे त्याचे खरेखुरे. अरे वाह! तर खरंच सगळ्यांनी ही गोष्ट केली पाहिजे की ज्यांना ज्यांना भीती आहे आणि मनात ती भीती ओलांडून नक्कीच आपण आपल्या त्या भीतीवर म्हणतात ना एक राज्य करू शकतो आणि नक्कीच त्याचा विजय करू शकतो. आपल्या स्वतःचा आणि खरंच मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि
हं, हं, हं. हं. हं, हं. नाही, मी हे पण सांगते तुम्हाला असं नाही का अपयश येत नाही. येतं अपयश, एकदा खाली पडणार आहे, दोनदा खाली पडणार आहे पण तिसऱ्यांदाआपल्याला जखम लागली तरी आपण चौथ्यांदा उठणारच आहे. इतकं मी सांगते का होणार आहे ती गोष्ट. थोडंफार टाईम लागेल, वेळ दिला पाहिजे, पण ती गोष्ट नक्कीच सकारात्मक रूपाने स समोर येणारच आहे.
हं. नक्कीच, नक्कीच. अरे वाह! खूप छान. बरोबर. नक्कीच, तर खरंच खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून तुम्ही इतक्या महत्त्वपूर्ण विषयावर म्हणजे माहिती दिलीत आणि आपण कशी भीती मनातनं काढू शकतो, हे देखील सांगितलंत तर नक्कीच आपण परत भेटूयात. धन्यवाद.
हो. हो, नक्की, नक्की, नक्कीच. धन्यवाद तुमच्याशी बोलून छान वाटलं मला.